तर आत्ता आपण जो काही समाज किंवा दुनिया जी काही बघतोय तर एक गोष्ट लक्षात येते की लोक कपड्यांना फार महत्त्व देतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस पहिल्यांदा पाहतो, त्यावेळेस आपण त्याच्याशी संवाद केला नाही किंवा बोललो नाही पण तरीही आपण तिच्या कशा पद्धतीनं त्याचा पोशाख आहे किंवा कपडे आहे याच्यावरून एक त्याची परिकल्पना करतो की तो व्यक्ती कसा असेल. मग ह्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीचे कपडे वापरता किंवा कपड्यांमधून तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं मांडता?
हम्म. हो ना, खूपच. बरोबर. नक्कीच. कपडे म्हणतात ना, कपडे हा विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप आवडीचा विषय आहे. तर मी मला असं नक्कीच वाटतं की माझ्यासाठी कपडे म्हणजे फक्त कसं दिसतो आपण तर एवढंच नाही ते सांगत, तर मला वाटतं ते आपण कोण आहोत? किंवा मी कोण आहे? आज मला कसं वाटतंय, हे व्यक्त करण्याचं साधं आहे साधन आहे असं मला वाटतं. म्हणजे बघा ना, मला कधी मी तुम्हाला सांगते की मला जर कधी असा आराम हवा असतो ना, तेव्हा मी ऑफिसला लिटरली अ, सैल टी शर्ट आणि जीन्स घेते कारण का माझं जरा ऑफिस आहे ते क्रिएटिव्ह फील्डचं आहे तर तिथे हे चालतं, म्हणजे फॉर्मल्सदेखील आम्ही घालतो. पण कसं बंध हां, बंधनं कमी आहेत, असं आहे आणि एकदम कामात फोकस हवा असतो ना तर मी एकदम छान असं व्हाईट कलर असतो ना आणि त्याच्यावर फॉर्मल जीन्स म्हणा किंवा असे काहीसे कपडे घालते.
हो नक्कीच. बरोबर आहे की. हां. बरोबर आहे. <chuckles> हां. हां, म्हणजे बंधनं कमी आहेत थोडक्यात ऑफिसमध्ये वगैरे. अ, हां. मग तुम्ही हे कपडे जे काही निवडता, ते कपडे निवडण्यामागं आधार कोणता असतो? म्हणजे बाबा, तुम्हाला कधी म्हणजे तुमच्या अ, सोशल मीडिया, आत्ता सध्या काही सोशल मीडियाचाच काळ आहे. तर या सोशल मीडियाच्या काळात जे काही ट्रेंडिंगमध्ये जे काही कपडे चालले आहेत किंवा नवीन-नवीन फॅशन आल्या आहेत, या फॅशनचा तुम्ही आधार घेता, का बाबा अ, कॉस्ट एफिशिएंट म्हणजे कशा पद्धतीनं आपण अ, पैशाचा योग्य वापर करून त्या पद्धतीनं चांगले कपडे आणू शकतो त्याचा, का स्वतःच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही कपडे घातल्यानंतर कंफर्टेबल वाटतं अशा कपड्यांचा तुम्ही वापर करता? काय आधार काय आहे नक्की?
असता. हं. हो. नक्कीच. मी खरं सांगू तुम्हाला हो. मी खरं सांगते तुम्हाला. मला तर या तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी म्हणालात ना, त्या सगळ्या गोष्टींचा मी आधार घेते. जसं की माझ्या मूडवर असतं. कारण तुम्हाला त्याच्यामागे मी एक कहाणी सांगते, की म्हणजे मी 1 दिवस ना ऑफिसला गेलेली आणि मी काहीतरी जरा वेगळंच घातलं होतं. म्हणजे साधा लिननचा कुर्ता असतो ना, तो आणि अशी अ, म्हणजे दुपट्टा आणि मस्तं लेगिंग्स आणि आतून मला खूप छान वाटत होतं. कारण मी तो जो कपडा होता ना, तो माझ्या म्हणजे मी जेव्हा फिरायला गेलेली, तिथून मी तो घेतलेला एक मस्तपैकी असा आणि ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मला काही लोकं म्हणाले की, "आज खूप इंडियन लूक घेतलायस. तर अ, आज काय स्पेशल आहे का?" तर मग तेव्हा मला म्हणजे त्यांना असं मी म्हणातात ना की नेहमी कॅज्युअल असणारी, एकदम आज इंडियन लूकमध्ये आली, तर मग त्यांना थोडंसं असं म्हंटलं ना की ते मला लगेच जज करायला लागले. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे कपडे घालतो ना त्याच्यावरून लोकं आपल्याबद्दल काहीतरी ठरवतात, हे मात्र नक्की 100% आहे.
होय, हां. हं. हं. आलं की लक्षात. हं, बरोबर आहे की. हां, होय. <chuckles> बरोबर आहे की. बरोबर आहे की. नक्कीच, नक्कीच. मग तेच. मग तरी, म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणजे तुमच्या म मूडनुसार कपडे ठरवता का? म्हणजे असं घरच्यांच्या अपेक्षा घरच्यांच्या अपेक्षा वगैरे किंवा आत्ता आपण ज्या पद्धतीनं पाहतो की आत्ताचा जो काळ आहे, तो एक संक्रमण काळ आहे. म्हणजे एक पारंपरिक समाज आणि आधुनिक समाज, या दोनाग दोघांच्यामध्ये आपण आहोत. तर आता कसं आहे की, आता जे आपले आई-वडील असतील किंवा आजी-आजोबा असतील, त्यांनी हे जे का आपण कपडे ज्या पद्धतीचे आत्ता फॅशन वापरतो वगैरे, त्यांना त्या गोष्टी पटत नाहीत आणि नक्कीच पटत नाहीत आणि पटणार पण नाहीत. मग त्यांच्यामूळं, तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये चॉईस वगैरे करताना काही बदल आणता, का ह्या गोष्टींचा विचार करत नाही तुम्ही फारसा?
हो, मूडनुसार आणि हां. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हां, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते, मी ना, म्हणजे ट्रेंड्स फॉलो करते आणि असं नाही आहे, की तुम्ही म्हणजे एकदम पूर्ण शरीरभर कपडे घातलेत जर तुम्ही ट्रेंड फॉलो करत नाहीत असं दिसून येईल. किंवा तुम्ही चांगले दिसत नाही असं दिसून येईल. तर असं काहीसं नाही होणार मला तर वाटते. कारण तुम्ही सगळे पूर्ण कपडे घालून देखील खूप सुंदर आणि ट्रेंडी आणि क्लासी दिसू शकतात ह्याबाबत मी ह्या मताची आहे मला असं वाटतं. आणि कसं आहेना, की जसं तुम्ही म्हणालात, की, ट्रेंड्स फॉलो करता का? आणि आत्ता जे जो का काळ आहे, जसं की बॅगी जीन्स लोकं घालतात आणि ते आहेत सगळे जे पॅटर्न्स आहेत ते सगळे बघाना जुन्या काळातले पॅटर्न्स पुन्हा परत आलेले आहेत. तेच कपडे, जे आपण आधी मूव्हीजमध्ये बघायचं की, पूर्ण अशी लॉन्ग्स अ, जीन्स किंवा बॅगी जीन्स म्हणतो. ती आधी देखील लोकांनी घातलेली आहे आणि आता परत तीच परत आलेली आहे आणि जसं की आता ट्रेंड आहे हो, बेल बॉटम, बरोबर. आणि बघाना आता कसं झालंय, की अ, सैल कपडे लोकं घालतात. कारण की त्यांचा त्याच्यामध्ये कम्फर्ट वाटतो. मला देखील भरपूर कम्फर्ट वाटतो त्याच्यामध्ये. तर, अ मग ते कपडे घातल्यावर कसं जरा आपण कामं नीट चांगली करू शकतो असं मला वाटतं. हं, चांगलं फोकस राहू आपण.
<chuckles> हां. नक्कीच. अ, हो, बरोबर. होय. हां, किंवा बेल बॉटम वगैरे म्हणता येईल. हां, हां. नक्कीच. बरोबर आहे की. हं, नक्कीच. हां, म्हणजे थोडक्यात तुम्ही जास्त करून तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहात ह्या कपड्यांना तुम्ही जास्त करून प्रेफरन्स देता, प्राथमिकता देता. पण कसं आहे की आता तुम्ही आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की ऑफिसमध्ये जाताना किंवा आता मी म्हटलं, की तुम्ही जर का गावाकडे जाणार आहात, तर त्या ठिकाणी पारंपरिक समाज आहे. तुम्ही जर का ऑफिसमध्ये जाणार असाल तर त्या काही ठिकाणी फॉर्मल लागतात किंवा आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की तुमचं ऑफिस एवढं फारसं हे नाही आहे की अ, स्ट्रिक्ट रूल्स नाहीये तिथं. पण तुमचं प्रेझेंटेशन वगैरे असेल, अशा वेळेस सुद्धा तुमचा पोशाख त्या पद्धतीनं प्रभावित होत असेल. मग ह्या जागांनुसार ज्या पद्धतीनं आपले पोशाख किंवा कपडे चेंज होतात ह्याचं तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे हे करता?
हो, प्राथमिकता देतो, हं. हो. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. जसं मला नक्कीच याच्याबद्दल वाटतं, की बोलतात ना जसं गाव तुमचा तुम्ही वेश करा. ज्या प्रकारे जसं तुम्ही परिस्थिती असेल त्या परिस्थितीला अनुकूलूनच तुम्ही पोशाख घातला पाहिजे असं मला वाटतं. कारण बघा ना, ऑफी आपण ऑफिसमध्ये काय कुर्ता घालून जात नाही, जर ऑफिसमध्ये काहीतरी पार्टी असतील किंवा फंक्शन्स असतील किंवा आपला सांस्कृतिक काही सण असेल, तेव्हाच आपण कुर्ता घालतो. त्याचप्रमाणे मला वाटतं, की जेव्हा आपण गावाठिकाणी जातो ना तर गावाठिकाणी जाऊन देखील आपण मॉडर्न दिसू शकतो. आपण तिथे चांगले बघा ना, कुर्ते घालू शकतो आणि एकदम सुटसुटीत हवं असेल तर आजकाल पाय पायजामेच मिळतात, चांगले-चांगले. तर ते देखील घालू शकता तुम्ही त्याच्यावर आणि जसं की घा आजकाल पूर्ण म्हणजे कुर्ते मिळतात, स्टायलिश कुर्ते, ते घालून खाली जीन्स घातले तरीदेखील तुम्ही स्टायलिश आणि म्हणजे युनिक वाटाल. तिथे तुम्हाला गावामध्ये कोण जज करणार नाही असं मला वाटतं. पण तिथे तुम्ही गेलाय आणि तुम्ही शॉर्ट्स घालताय तर नक्कीच तुम्हाला गावातली लोकं म्हणजे तुम्हाला जज करतील मला वाटतं. कारण ती जी जागा आहे ना, ती ते कपडे घालण्याची नाही. तर तुम्ही बाहेर गेलात, कुठे परदेश फिरायला गेलात किंवा एखाद्या ठिकाणी गेलात, तिथली लोकं, तिथला क्राउड तो त्या गोष्टी मॅटर करतात आणि त्यानुसार तुम्ही
हां. <chuckles> हां, हं. बरोबर आहे की. हां. तयार आहे. नक्कीच, जज करणार नाही. हं. बरोबर आहे. हां, म्हणजे हां, म्हणजे समाज ज्या पद्धतीचा असेल, त्यानुसार तुम्ही तुमच्या पोशाखाला सुद्धा महत्त्व दिलं. असं म्हणायचं थोडक्यात?
बरोबर, नक्कीच, नक्की. हो, हो, आता बघा ना, म्हणजे आपल्या संस्कृतीत कपड्यांमध्ये एक व्हेज वेगळंच वजन आहे मला असं वाटतं. म्हणजे बघा ना आपण साडी घालतो तर साडी हा फक्त पोशाख नाही आहे, ती आपल्या परंपरेची खूण आहे. तसंच जीन्स टॉप मी म्हणू शकते की हा आत्मविश्वास आहे असं मला वाटतं, की त्याच्यामध्ये आपल्याला
हां. हां, नक्कीच. हां, किंवा महिलांचं स्वतंत्रता दाखवायचं सुद्धा काम करते या गोष्टी?
बरोबर, नक्कीच, एकदम बरोबर बोलला. स्वातंत्र्य आपण हे करू शकतो. म्हणजे छान वाटायचं. काही लोकांना बघा ना, ते कॉलेजला जातात आणि त्यांना आधी घरात असे कपडे घालून दिले जात नाही. मग ते बाहेर आल्यावर तसे ते कपडे घालतात. जसं की जीन्स घालतात आणि हां, असं करू शकतो आपण.
<chuckles> हो. उम्म, मग काय? खरं आहे खरं आहे. म्हणजे तुम्ही तरी स्वतःचं व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा प्रयत्न करता का कपड्यांनुसार? म्हणजे मी एखाद्या ठिकाणी जाणार आहे तर बाबा, मी त्यांच्या एखाद्या व्यक्तीशी मला बोलण्याची संधी मिळेल न मिळेल, पण प्रत्येक वेळेस बोलायची संधी मिळेलच असं नाही. पण एखादा व्यक्ती आपल्याला बिनबोलून सुद्धा आपल्याविषयी धारणा निर्माण करू शकतो की अशा पद्धतीनं तुम्ही कधी केलंय का? की मी कपडे अशा पद्धतीनं घातलेत की पुढच्या व्यक्तीनं माझ्याबद्दल एक अ, व्यक्तित्व कसं आहे ते जे ही करावी, इमॅजिनेशन करावी? अशा पद्धतीने तुम्ही कधी व विचार करता का?
हं. नक्कीच. हो न. हां, म्हणजे मला असं वाटतं की माणसाने ना, प्रत्येक वेळेला रिप्रेज म्हणजे प्रेझेंटेबल असलं पाहिजे. असं, असं नाही की तुम्ही काहीही आहे. कारण बघा ना, आपली लाईफ आहे, आपण चांगले कपडे घातले तरच आपल्याला चांगलं वाटेल. आपण कसेही कपडे घातले. तर आपल्यालाच आपण स्वतः लो आरशात बघितलं तर आपल्याला स्वतःलाच लो फील होईल, असं मला वाटतं.
नक्कीच असलं पाहिजे. हां, किंवा आत्मविश्वास कमी होतो म्हणता येईल.
बरोबर. आणि चांगले कपडे घालणं ना, हे एक आत्मविश्वास बिल्ड करण्यासारखं आहे. तुमचे कपडे मला तर वाटतं स्वच्छ असले पाहिजे. एकदम चांगले असले पाहिजे. असं नाही की तुम्ही खूप हाय क्लास एकदम भारी कपडे घाला. पण मला तर वाटतं तुम्ही कमी पैशात देखील खूप चांगले कपडे आजकाल मिळतात आणि ते तुम्ही घातले पाहिजे असं मला वाटतं. कारण कपड्यांमुळेच आपली एक ओळख तयार होते. कारण का बघा ना, जर तुम्ही अ, म्हणतात जर कपडे तुम्ही कसेही घालत असाल अ, तर त्याच्यावरून लोकं तुम्हाला नक्की जसं मी तुम्हाला म्हणालं, की आपल्याला जज करत. "अरे काय घातलंय हे? किंवा काय घातलंय ह्यांनी?" असं देखील बोलतात. कुजबुजाट आपण ऐकतो. किंवा आपण जरी बघा ना, कोणी असं वेगळेच कपडे घालून आलं, एखाद्या वेगळ्या प्रसंगी. तर आपण देखील थोडं बघत बसतो ना, त्या व्यक्तीला, असं होतंच. म्हणजे तुम्ही पण केलं असेल असं मला वाटतं. हं.
हं. खरं आहे की, खरं आहे. हं, पण तुम्ही नक्कीच. हां. बरोबर आहे की. हं. हं. हो, खरं आहे की. हं. हं. मग काय. नाही पण आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितले, की एका बाजूला तुम्ही म्हणालात की अ, कपडे घातल्यानंतर आपण एक आत्मविश्वास किंवा महिलांचं स्वतंत्रता दाखवू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी म्हणता येईल की आपली एक आंतरिक बाजू आहे. आणि ज्या पद्धतीनं आता आपण बोललो, की बाबा, कपड्यानुसार लोक तुम्ही कशा पद्धतीनं आहात. किंवा म्हणतात ना की तुमचा अ, पहिला जो लूक आहे तो शेवटपर्यंत राहतो. म्हणजे माणूस ज्यावेळेस तुमचं पहिलं व्यक्तित्व जे इमॅजिन करतो तेच त्या मनात जास्त करून राहतं प्राथमिक. मग ह्या गोष्टींमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्याल? की स्वतःच्या आंतरिक बाजूला जास्त महत्त्व देऊन स्वतःच्या कम्फर्ट अ, लक्षात घेऊन पोशाख कराल, कपडे घालाल, का व द 2सरा व्यक्ती आपल्या पद्धतेनं कशा पद्धतीने धारणा निर्माण धारणा निर्माण करावी, अशा पद्धतीनं तुम्ही कपडे वापराल?
हो. हं. हं. बरोबर. नक्कीच, म्हणजे कम्फर्टेबल पण हा एकदम महत्त्वाचा म्हणतात टॉपिक आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला जर एखादे कपडे म्हणतात ना, फॅशन म्हणजे कम्फर्ट पण असू शकतो किंवा फॅशन म्हणजे कम्फर्ट पण असू असू शकत नाही. कारण बघा ना, काही-काही काही कपडे असतात जे आपण रोज घालत नाही, ते आपण कधीतरी घालतो. मग त्या वेळेला असं वाटतं, अफ हां, ओकेजनली वाटतं, मग तेव्हा असं वाटतं की म्हणजे ते कपडे जे तुम्ही घालताय ना, ते तुम्हाला कॅरी करता आलं पाहिजे, असं मला वाटतं. जर तुम्ही ते कॅरी करता येऊ शकत नसतील, तर ते तुम्हाला चांगले पण दिसणार नाही. म्हणजे बघा ना, एखादी तुम्ही साडी नेसलीय आणि फक्त तुम्ही त्याच्यावर म्हणतात ना, म्हणजे तुम्ही फक्त साडी नेसल्यासारखे असे वो हे उभे असाल आणि तुम्हाला ते व्यवस्थित पदर सांभाळता येत नसेल किंवा त्याच्यामध्ये म्हणतात ना एक स्टाईल आपली जी पुढे जाते, त्या कपडे घालणाऱ्या आहेत ना, तर ती जर तुम्हाला कॅरी करता येत नसेल, तर ते थोडंसं चांगलं दिसणार नाही, असं मला वाटतं काहीसं.
हां. हां. ऑकेजनली. हां. हां. हां. हां. हां, किंवा हां, आलं लक्षात, आलं लक्षात.
हं, म्हणजे बघा ना, एखादा जरी ॲज अ पुरुष जरी तुम्ही जर एखादा कुर्ता घातलाय आणि तो फक्त कुर्ता जस जस सैल असेल किंवा त्याचे हात तुम्ही जर फोल्ड केले तर तुम्हाला छान दिसेल तो असं मला वाटतं. तर तुम्ही जे असं अ, कुर्ता घालून नॉर्मल असाल तर ते थोडंसं स्टाइल स्टाइलिश वाटणार नाही असं मला वाटतं. हं
किंवा मग हां. बरोबर आहे की. हं, मग अशा अशा पद्धतीचे संतुलन राखणारे कपड्यांचा तुम्ही कधीही वापर केला आहे का? की ज्या 2न्ही सुद्धा तुमचं ह्या गोष्टी देतात की तुम्ही एका बाजूला तुमचे आंतरिक असतील, ज्या बाजू की आत्मविश्वास असेल ह्या गोष्टी किंवा लोक जे कशा पद्धतीनं आपली धारणा निर्माण करतील ह्या 2न्हीचं संतुलन राखणारे सुद्धा कपडे आत्ता काही बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत किंवा त्यांचा वापर तुम्ही करता का?
हं. हो, हो, नक्कीच. नक्कीच. मी सग मी तुम्हाला सांगते, मी सगळ्या प्रकारचे कपडे वापरते. असं नाही की मी एकच आहे कारण आपण वेगवेगळे कपडे वापरले ना, तर आपल्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटी असतात ना, त्या दिसतात स्वतःला; आणि आपल्यालाच छान वाटतं आणि कसं आहे ना, की जसं मी म्हणाली की साडी पण मी सगळं साडी पण नेसते सगळं शॉर्ट्स, तर सगळे प्रकारचे कपडे मी वापरते आणि मला त्याच्यामध्ये खूप छान वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं. ते जसं की तुम्ही मगाशी म्हणालात की प्रेझेंटेशन वगैरे असेल तर प्रेझेंटेशनला देखील एकदम व्यवस्थित फॉर्मल्स कपडे मी घालून जाते जेणेकरून म्हणजे आपल्याला चांगलं वाटतं. कारण काय असतं, आपण जेव्हा एखादी गोष्टी प्रेझेंट करतो तेव्हा सगळी लोकं आपल्याकडे बघत असतात. तर मग जेणेकरून आपल्याला ऑकवर्ड वाटलं वाटता आलं नाही पाहिजे, की आपण जे काही म्हणतात ना आपण जे कपडे घालतो ते आपल्याला कॅरी करता आले पाहिजे किंवा आपण एखादे कपडे घातलेत आणि आपल्यालाच ऑकवर्ड वाटतं तर ते स्टाइल्स थोडीशी तुमची किंवा एक आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे जे कामं करायची असतात ती आपण करू शकत नाही. तर त्यामुळे म्हणतात ना कपड्यांमधून आपण स्वतःला मांडतो, तर ते तिथे दिसेल की जर अ, फॉर्मल्स घातलेत तर नक्कीच मी प्रेझेंटेशन देणार आहे, तर त्याप्रमाणे आपण आलो तर ते देखील सीरियसनेस वाढेल त्या गोष्टीबाबतचा, असं मला वाटतं आणि जर तुम्ही प्रेझेंटेशनच्या दिवशी जर तुम्ही असं नॉर्मल गेलात किंवा काही जीन्स घातल्या आणि गेलात कॅज्युअल तर मला वाटतं की तितकं तुमचे बॉस किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील ते तुम्हाला तितके सीरियसली किंवा लोकं असतील ते घेणार नाही, असं थोडक्यात मला वाटतं.
होय. अं, नक्कीच. हां. हं. नक्कीच. हां. बरोबर आहे की. हं. खरं आहे. हं. हां. <chuckles> हो. हां, बरोबर आहे की. मग काय? पण आता कसं आहे की आपण आता पारंपरिक कपडेही पाहतो आणि आधुनिक कपडेही पाहतो. पण जर का आपण पारंपरिक कपड्यांचा जर का विचार केला तर अ, असं कुठेतरी एक गोष्ट आहे की पारंपरिक कपडे हे त्या ठिकाणचा जो काही भूगोल आहे, म्हणजे तुम्ही पर्वतांवर असाल तर त्या पद्धतीनं तुमचे कपडे थोडे जाड असतील थंडी वाजू नये म्हणून किंवा तुमच्या ठिकाणी वातावरण कशा पद्धतीचं आहे, पाऊस किती पडतोय? किंवा तुम्ही तापमान किती आहे त्या ठिकाणचं की त्याच्यानुसार तुम्ही कपड्यांचा अ, चुनाव करू शकता किंवा त्या लोकां त्या ठिकाणी जी लोकं होती त्यांनी त्या पद्धतीनं चुनाव केला. मग तुम्हाला आत्ताच्या जगात काय वाटतं की आता आपण जे काही वैश्विक पातळीवर जे काही ट्रेंड्स आहेत, ते ट्रेंड्स फॉलो करून कपडे घालावीत, का जे ट्रेडिशनल कपडे आहेत ते आपल्या वातावरणासाठी चांगले आहेत, मग त्या कपड्यांचा वापर आपण करावा. काय वाटतं मग तुम्हाला ह्यात?
बरोबर. हं. हं. हो, हो, बरोबर. बरोबर. हो, हो. नक्की. हं. मला तर वाटतं बघा ना, जे आपले ट्रॅडिशनल कपडे आहेत जे आपण सणवारांमध्ये घालतो, ते तुम्ही त्यावेळेला घातलेच पाहिजेत. कारण का बघा ना आपल्या ट्रॅडिशनल ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅडिशनल कपडेच आपल्याला छान दिसतात. त्यावेळेला तुम्ही जीन्स जीन्स घातलीत तर ते थोडंसं अ, वेगळं वाटतं. किंवा एखादं बघा ना, देवधर्माचं ठिकाण आहे तिथे देखील लोकांना जीन्स आता अलाऊड नाही आहे तर ते मला तर वाटते खूप बरोबर केलेलं आहे. तिथे तुम्ही जर तुम्ही ऍज अ दैविक ठिकाणी जाता देवीची ओटी भरायला जातात तर तुम्ही तिथे मला तर वाटते साडीच कंपल्सरी किंवा एखादा सुंदर ड्रेस घातला पाहिजे असं मला वाटतं, कारण ते आपल्या शेवटी संस्कृतीचा एक अ, म्हणतात ना संस्कृती आपली दर्शवली जाते तिथे आणि जर तुम्ही फिरायच्या ठिकाणी गेलात तर तुम्ही ट्रॅडिशनल कप जे न घालता तिथे तुम्ही ट्रेंडी कपडे घालू शकता असं मला वाटतं. जेणेकरून तुमची स्टाइल्स देखील होईल आणि एकंदरीत तुम्हाला देखील छान वाटेल, असं मला वाटतं.
हं, बरोबर आहे की. हो, खरं आहे. <chuckles> नाही चांगलं वाटणार. हो, नक्कीच नाही आहेत. हम्म. हं, मग काय? बरोबर आहे की. हं, म्हणजे तुम्हाला स्वतःला कशा पद्धतीनं मांडण्याचा जास्त आनंद होईल? की इच्छा होईल की बाबा मी, अ, पारंपरिक कपडे घालून स्वतःला एक पारंपरिक व्यक्ती म्हणून मांडतोय असं चांगलं वाटेल तुम्हाला? की आधुनिक व्यक्ती म्हणून एक आत्ताचे जे काही वैश्विक ट्रेंड्स आहेत वगैरे, ह्या गोष्टींचा वापर करतोय स्वतःला प्रस्तुत करतोय किंवा मांडण्याचा प्रयत्न करतोय?
खरं सांगायचं झालं तर मला हे 2ही ट्रेंड्स खरंच खूप आवडतात. मला पारंपरिक प कपड्यांबद्दल देखील भरपूर प्रेम आहे आणि मला ट्रें जे आत्ताचे ट्रेंड्स आहेत त्या कपड्यांबद्दल देखील भरपूर प्रेम आहे. कारण बघा, पारंपरिक कपडे आहेत ना, हे आपली संस्कृती दर्शवतात आणि त्यामुळे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला देखील एक संदेश देत असतो, की तुम्हाला देखील हे पुढे असे कपडे घालायचे आहेत. आणि त्या नुसार जे जागतिक पातळीवरचे कपडे असतात ट्रेंडी कपडे असतात त्यामुळं काय होतं आपण आजच्या जगात ट्रेंडनुसार वागतो. कारण बदल हा प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा असतो. आणि त्यानुसार आपण ते कपडे देखील घालतोय आणि आपण एक स्टायलिश लुक म्हणू शकतो अ, किंवा सगळ्या गोष्टी कम्फर्ट जो आहे, तो देखील आपल्याला मिळतो असं मला वाटतं.
बरोबर आहे की. हम्म. खरं आहे. हां. बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे. हं. खरं आहे, बरोबर आहे. म्हणजे खरं आहे. म्हणजे आज खरंच म्हणजे तुमच्याबरोबर बोलून, काय म्हणता येईल की आत्ता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की पारंपरिक कपडे आपण काही ठिकाणी वापरले पाहिजेत, आधुनिक कपडे काही ठिकाणी वापरले पाहिजेत. ज्या पद्धतीची परिस्थिती असेल त्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपण त्यानुसार पोशाख केला पाहिजे. म्हणजे खरंच किंवा कपड्यांमधून आपण कशा पद्धतीनं स्वतःला मांडू शकतो या गोष्टी फार चांगल्या पद्धतीनं सांगितल्या आणि नक्कीच मला पण बरीच माहिती मिळाली यामुळं. हां.
हं. बरोबर. नक्की. त्याप्रमाणे. हो. <chuckles> नाही. मला देखील खरंच खूप मज्जा वाटली. माझे कपडे हा माझ्या खरंच खूप आवडीचा विषय आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं तुमच्या सोबत अ, या गोष्टी सगळ्या शेअर करून.
<chuckles> नक्कीच-नक्कीच. आपण पुन्हा भेटूया आणि अशाच पद्धतीनं गप्पा मारूयात काही अडचण नाही. हां, चालेल धन्यवाद.
नक्कीच आपण परत भेटूयात. हो, हो धन्यवाद.